हो. तर ते काय करायचं म्हणजे अं, स्क्रीनच्या एवढ्या नादी लागला होता आणि त्यामध्ये पण ते कार्टूनमध्ये फायटिंगचे हे बघायचं मर्डरचे, असे अ, बुक्क्या मारणं हे मारणं. एकदम म्हणजे एग्रेसिव्ह त्याचं बिहेवियर झालं होतं, नाही का? म्हणजे घरामध्ये पण आई-वडिलांना उद्धट बोलायचा, मारायचा मग असं मग
अरे बाप रे! अरे बापरे! अरे बाप रे बाप! काय सांगता? ऐकावं ते नवलच ओ.
हं. मग हे कोणत्या
म्हणजे लहान मुलांच्या प्र अ, याच्यावर पण खूप म्हणजे घातक असा परिणाम झाला आहे या गोष्टींमुळे.
खूप खूप-खूपच घातक परिणाम झाला आहे आणि कोणत्या लेव्हला गेले हे बघा, म्हणजे लहान-लहान मुलं जे आता अ, 7-8 वर्षाची पण नाही आहेत, ते ह्याच्या शिकारी पडत आहेत, म्हणजे निगेटिव्ह कंटेंट बघून. हं. तर यामध्ये काय करायला पाहिजे पॅरेंट्सचा पालक
हो ना. खरंच. हां, तर हे रोखण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला?
पालक लोक जे आहेत ना, त्यांनी स्क्रीन द्यायलाच नाही पाहिजे. त्यांना फिजिकल खेळ खेळा. खोखो झालं, कबड्डी झालं, क्रिकेट झालं. असं कोणतेही फिजिकल त्यांना खेळायला प्रोत्साहन दिलं पाहिजे, बरोबर? असं नाही, की फक्त स्क्रीन दिली आणि कधी-कधी काय होत माहिती आहे का? पालक लोकांना घरगुती काम असते. अ, जनरली काय होते? अ, वडील जातात अ, जॉबला आणि घरी असते आई.
बरोबर. जॉबला आणि आई घरी घरकामात बिझी असते.
हां, घरकामात बिझी असते, की त्याला फोन देऊन टाकते अ, लेकरु रडणं बंद करतं नाही का?
हो, हो. प्रत्येक घरातली ही सामान्य गोष्ट झालीत आता.
हं. पण लेकरू त्याच्यामध्ये काय बघतं आहे? <chuckles> कोणते कंटें काय करतं आहे? कोणते कंटेंट बघतं आहे, किती फायटिंगचे हे व्हिडिओ बघतं आहे? काय-काय बघतं आहे? आणि त्याच्यामध्ये काही-काही व्हिडिओ असे असतात कार्टूनमध्ये आई-वडिलांना उद्धट बोलणारे. म्हणजे अ, म्हणजे तेच शिकतात ना जे बघतात ऐकतात ते शिकतात. मग त्याच टाइपचं होतं आहे, मग त्यावर कंट्रोल पाहिजे, की काय बघतायत काय ऐकत आहेत. मग हे डूम स्क्रोलिंग अशा पद्धतीने आपल्याला अव्हॉइड करता येते, नाही का?
काय करता आहे? याची काय म्हणजे थांगपत्ता पण नाही आहे, बरोबर. हो, हो, हो. अगदी बरोबर. जसं की म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण टाळल्या. जसं की एक मोबाईलमध्ये ते तुम्ही बोललात टायमर लावला किंवा एखादं टूल वापरलं किंवा जो डिजिटल डिटॉक्स हां, हां. बोला-बोला.
हं. हां. एकदा हां, मला एक उदाहरण आठवलं. मी काय केलं होतं हं, हं, एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. तर त्यामध्ये काय झालं होतं, जेव्हा मला सवय लागली होती ना, खूपच अशी स्क्रोल करायची, तर मी काय केलं मोबाईलवर रबर बँड बांधून टाकला नाही का सेंटरला. म्हणजे मग. <laughs> हां, मग म्हणजे ते कळत ना अरे, मग ते रबर बँड बघितलं, की मला आठवते, की अरे डूम स्क्रोलिंग व्हायला छोडो इस्को नाही का?
हं. हां. अच्छा त्याने काय होतं समजा? अच्छा म्हणजे तुम्ही जेव्हा स्क्रोल करायला जाता तर ते होत नाही. अरे वाह! ओह माय गॉड आलं लक्षात खूपच छान. <chuckles>
<chuckles> हां, <chuckles> तर अशा प्रकारे म्हणजे विभिन्न आपण पर्याय करू शकतो, नाही का?
अगदी बरोबर. आणि खूपच छान अशा म्हणजे ज्या तुम्ही विस्तृतपणे ज्या सांगितल्या आणि याचे जे घातक परिणाम होतात आहे ना, तर ते रोखण्यासाठी या ज्या अ, छोट्या-छोट्या युक्त्या आहेत, ज्या-ज्या योजना आहे. त्या जर अंमलात आणल्या तर नक्कीच खूपच अ, मस्त असा उपयोग होणार आहे आपल्याला. खूपच छान वाटलं या अशा अवघड विषयावर एकदम विस्तृतपणे चर्चा करून. आपण पुन्हा लवकरच भेटूयात आणि यावर सविस्तर चर्चा अजून करूयात. मला खूप आनंद होईल.
हं. हं, हं हं. नक्कीच. हो, नक्कीच होणार आहे. मलाही, मस्त वाटलं. मलाही, ठीक आहे. धन्यवाद.
धन्यवाद.

बरोबर आहे. मग अशा वेळेस काय करायचं डिजिटल डीसो डिटॉक्स जे मी म्हटलं ना रविवारी मी काय करतो अ, नो स्क्रीन डे म्हणून मी जाहीरच केलेला आहे म्हणजे रविवारी ना. काहीच करायचं नाही म्हणजे स्क्रीन पण
हां, हां. अरे, वाह! काय बोलता म्हणजे तुमचं रविवार असं तुम्ही ठरवलंय की या दिवशी आपण अ, हे स्क्रोलिंग वगैरे काही करायचीच नाही.
हां. काहीच नाही करायचं. मस्त पुस्तकं वगैरे वाचायची फॅमिली तो टाईम द्यायचा.
अरे, वाह! खूप छान म्हणजे ती सवय सोडण्यासाठी तुम्ही पुस्तकाला आपलंसं केलंय.
हां, बरोबर मग ते काहीतरी दुसरं करावं लागेल ना म्हणजे फोकस आपला दुसरीकडे ध्यान द्यावं लागेल. नाहीतर मग तेच आठवत राहणार डिजिटल जे म्हणजे आपण स्क्रोल करत राहतो ना दिवस-रात्र मग अशा
किती छान! बरोबर. <chuckles> हो आणि त्यामध्ये माहिती आहे का काय होतं? दिवस कसा निघून जातो याची कल्पनाच नाही लागत आणि शेवटी सरते शेवटी कळत अरे, बापरे! इतकं करण्यामध्ये एवढा पूर्ण दिवस वाया गेला.
हं. हां. हो बरोबर मग अ
असं कधी होतं का आपल्यासोबत?
हो, झालेलंच आहे ना मग डूम स्क्रॉलिंग म्हणजे तोच. त्यामध्ये आपण कसं फसून जातो ना. मग आपल्याला अ, वेळेचं भान नसतं, जेवणाचंही भान नसतं, कशाचच भान नसतं. मग अ, हं.
बरोबर. अगदी बरोबर कशाचा म्हणजे माणूस भानावर अ, राहत नाही भानच उरत नाही कसलं.
राहतच नाही. केव्हा दिवस होते, केव्हा रात्र होते ते कळतच नाही बरोबर म्हणजे
हो, कशाचा थांगपत्ता नाही लागत आणि ते याच्यामध्ये एवढं इन्व्हॉल्व होऊन जातो की सांगूच शकत नाही खूपच अ, अवस्था बिकट होत जाते.
हं, हं. हो, अगदी बरोबर. मग ह्यामध्ये काय
तर अ, ह्या सवयी सोडण्यासाठी आहे ना जसं तुम्ही बोललात की तुम्ही एक अ, ड्राय डे ठेवलंय त्या दिवशी तुम्ही डिजिटल डिटॉक्स करता तर नक्की काय करतात, त्याबद्दल काही संक्षिप्तपणे सांगाल का?
हो. अगदी बरोबर. हे बघा डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय नो स्क्रीन डे म्हणजे स्क्रीन वापरायचीच नाही. ती मग कोणतीही असो लॅपटॉप नाही, टीव्ही पण नाही अ, कॉम्प्युटर पण नाही, कोणताच नाही. आणि हे गरजेचं आहे. या वेळेस काय करायचं आपले आई-वडील जे असतील, आजी-आजोबा असतील त्यांच्यासोबत मस्त क्वालिटी टाईम स्पेंड करायचा नाही का. माझ्या आईचं आईचं मी एक उदाहरण देतो. त्यांचं झालं होतं असं डूम स्क्रॉलिंगचं नवीन-नवीन फोन घेऊन द दिला होता ना मी.
म्हणजे टीव्ही पण नाही. अरे, बापरे! मग काय करायचं या वेळेमध्ये? अच्छा. हो, हो, हो. अरे, बापरे! काय बोलता कधी?
हां. तर त्यांचं काय व्हायचं अ, असं दुखत राहायचं नेहमी नाही का पाठ वगैरे. तर वय झालं तर दुखतच राहणार बरोबर. मग ते काय करायचे? YouTube मी त्यांना समजून सांगितलं होतं आईला. <chuckles> तर त्यामध्ये काय व्हायचं ते सर्च करायचे ना YouTubeवर आणि मी सांगितलं होतं असं बोलायचं म्हणजे व्हॉईस रायटिंगने. मग ते अ, सर्च व्हायचं त्यामध्ये नाही का. "माझी पाठ का दुखते?" ते सर्च केले की मग तेच अ, स्पीडमध्ये यायचं तिच्या ना सर्व. हां.
हं, हं. बरोबर. हां. अच्छा, अच्छा. अरे, बापरे! मग ते कंटिन्यू तेच बघत बसायच्या का?

कंटिन्यू तेच बघायची, माझी आई तर एवढी एक्सपर्ट झाली होती, म्हणजे डॉक्टरच झाली होती घरचीच माहिती आहे का? हां, म्हण म्हणजे
अरे बापरे! खूपच छान म्हणजे. तुम्ही म्हणजे एक साक्षरता आणली. <chuckles>
हां, म्हणजे कोणाचंही दुखलं ना, घरी, हां, मग तुला हा प्रॉब्लेम मी सांगायची आई. म्हणजे कोणाची मान वगैरे दुखली हां, मग कोणाची मान वगैरे दुखली ना, घरी, हां, तुझी ती नस दबली असेल <chuckles> असं सांगायचं हां, म्हणजे कुणाचं कंबर दुखत असेल, हां, मग तुला सायटिका झालेला आहे <chuckles> मग तू चेक करून घे डॉक्टरकडून.
अच्छा मग YouTube मध्ये बोललं की सर्व येणार. अरे च्या! <laughs> अरे बापरे! म्हणजे इतकं खोलामध्ये.
हां, एवढं खोलामध्ये, मग तेच असत ना नकारात
मग काय झालं, त्याचं म्हणजे तुमच्या कसं निदर्शनास आलं, की तुमची जे या मातोश्री आहेत. तर त्या डु डूम स्क्रॉलिंगच्या शिकार झाल्यात, असं ज जेव्हा तुम्हाला समजलं.
हं. मग हेच ना, हेच जे मी तुम्हाला उदाहरण सांगतोय ना, की असं मग स सर्वांना अति अतिरेक जेव्हा होतो ना, म्हणजे सर्वांना समजून सांगायचं म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी पण ज्या अ, म्हणजे डेली रुटीनमध्ये आपल्या घडायच्या ना, ती पण त्या तिच्यासोबतच लिंक करायची. काही पण असो मग हा हे दुखलं असेल, का ते दुखलं असेल, हां, मग अ, असतं ना ते अ, तुझं हे काय म्हणतात जडीबुटीचा हा पाला खा तू. आयुर्वेदिक जे व्हिडिओ असतात ऑनलाईन, मग त्यावर मग इ इलाज पण सांगायची मग असा त्याचा परिणाम व्हायला लागला नाही का अतिरेक व्हायला लागला. हं.
हां, हां. हं, हं. अरे बापरे! हां, हां. अय्या खरंच. किती म्हणजे म्हणजे खूपच आहारी गेल्या होत्या त्या.